बरोबर. अगदी बरोबर. तर गाणं निवडताना म्हणजे काय बघितलं पाहिजे? एक शास्त्रीय संगीत किंवा आधुनिक किंवा ते डीजेवर थिल्लरपणा करत नाही का? धप-धप-धप आवाजामध्ये नाचताना लोकं आपण पाहतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय निवडलं पाहिजे आपण?
हो. हो. हां. नाही शास्त्रीय संगीत म्हणजे अगदी ज्यांना गाण्यातलं कळतं, ज्यांना गाण्यातलं खरं काय आहे? म्हणजे गाणं म्हणजे काय नेमकं? अशा लोकांनाच ते शास्त्रीय संगीत कळतं. म्हणजे अशा थिल्लरव पिढीला शास्त्रीय संगीत सांगणं, मला तरी चुकीचं वाटतं आणि त्यांनी संगीताचा पहिला अभ्यास करावा, मग त्याच्याप अ, त्याच्यावरती म्हणजे गप्पा माराव्यात. शास्त्रीय संगीतांचा मला वाटतं त्यांच्याशी काही देणं-घेणंच नसावं, असं वाटतं आणि शास्त्रीय संगीत म्हणजे एक भक्ती आहे. ती एक उपासना आहे. जे लता, आशा आपल्या ज्या-ज्या सिंगरर्स होऊन गेले आहेत. किशोर कुमार म्हणा, हे यांचा जो बेस होता ना, तो शास्त्रीय संगीतापासून तयार झाला होता. हे म्हणजे हे हां, ही हे जे हे जे व्यक्तिमत्त्व आहे ते परत होणे नाही, असं वाटतं. कारण बघा ना, आजकालचे जे सिंगर्स आहेत, ते किती म्हणजे किती टॅलेंटेड आहेत, ते कळतं त्यांचं म्हणजे. म्हणजे सिंगिंग क्वालिटी बघूनच कळतं. म्हणजे उगीच काहीतरी कुणाची कॉपी करायची, रिमेक करायचा. सोनू निगम तर सोनू निगम असतो ना, तुम्ही काही म्हणजे होऊ शकत नाही. भले त्याची तुम्ही कॉपी कराल, आवाज हे कराल. पण जे काही टॅलेंट असतं, शास्त्रीय जो बेस असतो, क्लासिकल बेस असतो, तो ज्याचा-त्याचा असतो, आणि त्याचा रियाज असतो, त्याची उपासना असते. त्या गाण्याप्रती श्रद्धा असते किंवा संगीताप्रती श्रद्धा असते, तसं आजच्या पिढीमध्ये मला जरा कमी वाटतंय ते, म्हणजे झटपट त्यांना पाहिजे आहे, रिमिक कर रिमेक करायचं, धाबडदिंगा काहीतरी करायचा, आणि व्यूज वाढवायचे, रील्स बनवायचे. त्यातून तुमचं संगीत डेव्हलप होत नसतं किंवा तुम्हाला संगीताचा अर्थ कळतो असं होत नाही मला वाटतं.
हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं, हं. भक्ती भाव. हं, हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. हो. कॉपी करा. हं, हं, हं. हं, हं, हं. हो, हो. हं, हं, हं.